हां, हां.
आणि सततच्या क्रिएटिव्ह, अन करत, करत, करत एक वेळा असं येतेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते. प्रत्येकाच्या असं अ, त्या ज्या क्षेत्रात असतात त्या क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये हे येतच, की अ, अचानक एक ब्लॉक येतो. ब्लँकपणा येतो. ब्लॉक होऊन जातो आपण, की अ, आता काय करावं ना, हे सुचतच नाही. तर मग थोडंसं मन असं सैरभर होतं आणि अ, कधी-कधी टाईम लिमिट असते. आपल्याला करायचंच असतं. तर त्यावेळी मग खूपच अडचण होते. पण यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, त्यावेळी अ, मी असे स्टेप बाय स्टेप करतो म्हणजे अगदी ग
हं, हं. हो, हो. बरोबर. हां. हं, हं. हां, हां. कसं सांगा बरं? मला पण अहं, ऐकायला <chuckles> आवडेल. हं, हं.
नक्की, नक्की. अ, आता माझं टेबलवर आमच्या एडिटिंग टेबलवर बसून काम असतं. तर कॉम्प्युटर समोर असतं. ते सगळं समोर असतं, काम चालू असतं. अचानक असं वाटतं. एखादी आयडिया सुचतच नाही, सुचतच नाही. म्हणजे ना किती पण डोकं अगदी छोटी आयडिया जरी असली ना, ती तर नाहीच होतच नाही. काय करावं, काय करावं, काय करावं?
अच्छा. हां, हां. हां, हां. अच्छा. हां, हां. हो, हो. हो. नक्कीच. ती हां. एकदम डोकं पूर्णपणे एकदम ब्लँकच होत असेल ना म्हणजे आपल्याला <chuckles> का? बापरे!
हां. अगदी. हो, हो. अगदी. म्हणजे अ, आता डोकं फोडू, की काय असं वाटायला लागतं. कधी "अरे काय आहे? इतकं नॉर्मल गोष्ट आपल्याला जमत नाही असं होतं." पण अ, ते एक अ, माहिती नाही. ते मेंदूच आहे ना तो थांबून घेतो. "बाबा रे थांब जरा, आता मला जरा रिलॅक्स होऊ दे." मग अशा ते एक छोट्या ह्याच्यामध्ये जर असेल, तर मी तो पी-सीपासनं खरं तर पहिले आधी लांब होतो एकदम. लांब होतो. अ, जातो माझ्या ऑफिसच्या त्या अ, कॅन्टीन स्वरूप आहे छोटंसं आमचं. तर तिकडे मी कॉफी वगैरे घेतो, कॉफी घेतो, शांत बसतो.
खरंच, खरंच. हां. बरोबर. हं, हं. हं. अरे बापरे! हां. हां, हां. हां, हां. अच्छा. हं, हं.